आजकाल सुरक्षतेबद्दल बोललं जर गेलं अ, तर बऱ्याचशा अशा घटना आहेत, म्हणजे अ, शहर असू द्या. का अ, दुसरी छोटी कुठली शहरं असू द्या. अ, तर तिथे असं होतं ना, की कधी रात्री आपण जशा घटना ऐकायला येतात, की कुणी हरवतं म्हणजे मग ते लेडीज असू द्या किंवा जेन्ट्स असू द्या लहान मुलं असू द्या. तर अ, असं कधी काही तुमच्यासोबत झालंय का? की अ, रात्री असंच तुमचं काहीतरी तुम्ही हरवल्यासारखं झालं आणि अ, त्यावेळेस तुम्हाला ते जे अनुभव आले, की सुरक्षेसाठी काय केलं पाहिजे? तर तुम्ही असं काही सांगाल का?
हो ना म्हणजे ही तर अ, खूप वर्षांपूर्वीचीच गोष्ट आहे आणि त्यावेळेस ना मला ऑफिसवरून येताना रोज असा उशीर व्हायचा तर अ, मुंबईत ना एक आरे कॉलनी म्हणून एक जागा आहे. तर ते कसं आहे ना एकदम असं फॉरेस्ट एरियासारखं आहे आणि खूप असं जंगलसारखं आहे तिथे. तर तिथून एक मेन रोड अ, असे आहे म्हणजे थोडेफार असे रस्ते जिथून ट्रॅफिक सतत येत जात असते. तर अ, मी रोज त्याच रस्त्याने यायची तर काही टेन्शन नाही वाटायचं मला. कारण तो सरळ सरळच रस्ता असायचा आणि सगळेजण एकाच रस्त्याने जायचे. पण एके दिवशी काय झालं ना मला असंच रात्री येताना उशीर झाला होता 9:00-9:30 वाजले होते आणि मी त्या रस्त्याने येत होते आणि अचानक पुढे ट्रॅफिक थांबायला सुरुवात झालं. तर मग मी विचारलं म्हणजे आजूबाजूच्या लोकांना मी माझ्या स्कूटीवर होते तर मी विचारलं, "काय झालं? इतका वेळ का आपण ट्रॅफिकमध्ये." मग कोणीतरी म्हणालं, की "पुढे ना ॲक्सिडेंट झालंय आणि आता ते ॲम्ब्युलन्स येईपर्यंत पोलीस वगैरे येईपर्यंत हा सगळं ट्रॅफिक पुढे चालणार नाही."
हां, हां. अच्छा. हां, हां. बरं, बरं. हं.
तर मग मी विचारतच पडले, की "अरे! आता काय करायचं?"
अच्छा. हं, हं.
मग लोक पण खूप वेळ थांबली होती, अर्धा तास जवळ-जवळ आम्ही तिथे थांबलोच होतो. मग मला टेन्शन व्हायला लागलं की घरी तर मला लवकर पोहोचायचं आहे. मग मी पाहिलं की थोडी माणसं ना जी बाईकवर होती, ते तिथून वळून यू-टर्न घेऊन दुसऱ्या रस्त्याने निघत होते. तर मी एकाला विचारलं, की "हा रस्ता कुठे जातो?" तर ते म्हणाले, की "पुढे जो मेन रोड आहे ना, तिथेच निघतो, म्हणून आम्ही हां. काय आहे ना, हा मेन रोड नाहीये, ही छोटीशी अशी पायवाट आहे, तर तिथून आपण निघू शकतो. हा रस्ता पुढे त्या मेन रोडलाच जोडतो." तर मी म्हंटलं, "अरे वाह! चांगलंय मग मी पण त्यांना फॉलो करत जाईन." तर मी असा विचार करून मी त्यांना फॉलो करत गेले.
हो ना. हो, हो. हो ना. हां, हां, हां.
पण काय झालं ना, की अ, तो रस्ता कसा थोडासा असा कच्चा-पक्का होता, एकदम प्लेन नव्हता. तर मी फास्ट नाही चालवू शकत होते आणि बाकीचे कसे जेंट्स होते, तर ते पटापट असे फुल स्पीडने निघून गेले.
हंं.
तर मग मी तिथून मला वाटलं, की ते ज्या रस्त्याने गेले तोच रस्ता मी घेते, पण तो रस्ता नव्हता आणि मी वेगळ्याच मार्गावर निघून गेले.
हो ना. मग? अरे बापरे! मग?
आणि नंतर मग मी अ, असं पाहिलं, की तिथे राहणाऱ्यांचे घरं पण कमी-कमी होत चालले आहे आणि पुढचा रस्ता तर एकदम अंधार आहे. आता मी करायचं काय आणि मग दूर मला एक लाईट छोटीशी अशी दिसली. म्हणजे जसं छोटंसं एक मंदिर असतं ना तसं. मग मला वाटलं, की "अच्छा, असेल तिथे, हा आता कच्चा मार्ग आहे, त्यांनी सांगितलं होतं म्हणून इथे आतमध्ये लाईट वगैरे आहेत." आता ते जंगलाचा परिसर. ग्रीन एरिया, फॉरेस्ट एरिया आहे, तर मला भीती पण वाटत होती कारण अशी जनावरांची आवाज व वगैरे पण येत होती. मग मी पटापटा अशी थोडीशी स्पीड वाढवली बाईकची आणि कशीबशी त्या छोटयाशा मंदिरापर्यंत पोहोचली. मग तिथे पोहोचल्यावर मला जाणवलं, की अरे! पुढे रस्ताच नाही आहे आणि असं जंगल आहे. आता मी करायचं काय? आणि मग एकदम अचानक ना मग मी खूप भीती वाटायला लागली मला, की इथे आता मी कोणाला विचारू? एकही माणूस नाही, कोण नाही. फक्त एक छोटंसं मंदिर. मग मी विचार केला, अरे बाबा! आता मला कोणाला तरी घरी कळवायला लागेल कारण इथून एवढ्या अंधारात काय मी परत जाऊ नाही शकत. कारण मला रस्ताच नाही समजत होता, की मी कोणत्या दिशेने आले आणि कुठे परत जाऊ?
हां, हां. हां, हां. हां, हां, बरोबर. हो ना. हां, हां. अरे बापरे! मग हो ना. मग म्हणजे मग मग काय वाटलं म्हणजे तुम्हाला असं म्हणजे खूप घाबरल्या तुम्ही? का म्हणजे थोडं शांत राहिल्या, काय केलं तुम्ही?
भरपूर घाबरली होती. माझे तर हातच असे थर-थर थर-थर कापत होते आणि थंडी वाढत जाय जात होती. म्हणजे रात्रीची वेळ ना तोपर्यंत 10 वाजून गेले होते आणि मला समजलं, की घरी आई-बाबा पण खूप चिंता करत असतील माझी.मग मी उतरली बाईकवरून आणि पटकन त्या मंदिराच्या आतमध्ये गेली आणि मंदिराच्या आत जाऊन मी तो जो लोखंडाचा गेट होता ना मंदिराचा तो मी आतून बंद केला. कारण जंगली जनावरांची आवाज येत होती आणि तिथे ना बिबटे खूप असतात. मला वाटलं एखादा बिबट्या जर इथे आला तर मग माझ्यावरती अटॅक करेल तर मी कसं काय स्वतःला वाचवेन. <clears throat>
हो ना. हो. अच्छा. अरे बापरे! हो का? अरे बापरे! हे तर फारच म्हणजे भीतीदायकच आहे मग. मग तुम्ही कसं म्हणजे प्रयत्न केला तो ठिकाण ओळखण्याचा. म्हणजे काय असं अ, फोन वापरून? का असं नकाशा वगैरे म्हणजे काय केलं मग तुम्ही?
हो ना. म्हणजे मला तर कळलंच नाही, की मी कुठे आहे नेमकी, तर मग मी लगेच माझ्या घरी फोन लावला आणि त्यांना वाटत होतं, की आत्ता येईल, आत्ता येईल असं. मग मी आईला विचारलं, की "आई दादा कुठे आहे? मी इथे ना हरवली आहे आरे कॉलनीमध्ये आणि मला नाही माहिती, की मी कुठे आहे आणि इथे कोणीच नाही आहे आजूबाजूला. मी एका बु एकदम सुनसान जागेत आहे." मग आईला खूप असं चिंता झाली, की "तू पोचली कशी तिथे आणि तू का गेली?" हे काय मग मी तिला सांगितलं, "असं-असं झालं तिथे, ॲक्सिडेंट झाला होता तर मी दुसरा रस्ता घेतला तर मी हरवली." मग आई म्हणाली, "ठीक आहे, मी दादाला फोन देते." मग माझ्या दादांनी सांगितलं लगेच, की "ठीक आहे, तू काळजी नको करू मी येतो बाईक घेऊन. तू फक्त तुझं ना लाईव्ह लोकेशन ऑन कर. म्हणजे मला कळेल, की तू कुठे आहे आणि मी तुला मग जीपीएसने ट्रॅक करून मी शोधून घेईन. मी पोहोचेन तुझ्यापर्यंत." मग मी ऐकलं त्याचं आणि मी पटकन बघितलं माझा फोन तर नशीब माझं चांगलं, की बॅटरी होती आणि मग मी लाईव्ह लोकेशन शेअर केलं. मग त्याने चेक केलं, मग त्याने म्हटलं, "ओके ठीक आहे, मला समजलं तू कुठे आहे. आता तू तुझा फोन ऑनच ठेव आणि जिथे फुल नेटवर्क आहे ना तिथे बस तू."
हं, हं. हो, खूप चिंता. हां, हां. हां, हां. बरोबर. हं, हं. नशीब हे. हं. हां, हां.
आणि काळजी नको करू, मी पोहचतो पटापट. तर मग मी म्हटलं, "ठीक आहे." मग मी होते तर मंदिरातच, तर मी चालू केलं हनुमान चालीसा बोलायला.
हां, हां. पण मग अ, असं म्हणजे आता अ, ते चांगलच झालं, की म्हणजे मोबाईलला रेंज ही होती आणि त्याला बॅटरी ही होती. पण मग अ, जोपर्यंत भाऊ येतो आहे, तोपर्यंत मग अ, काय केलं तुम्ही, म्हणजे अ, कसं सांभाळलं स्वतःला त्या परिस्थितीमध्ये? कारण तुम्ही बोललात ना, आजूबाजूला कुणीच नाहीये आणि अ, माणसंही नाहीये?
म्हणजे मी इतकं हो ना. कोणीच नाही आणि एकदम काळोख, म्हणजे लाईट फक्त त्या मंदिराची होती. एक छोटासा बल्बच होता, काही जास्त लाईट नव्हती आणि मंदिरात जे दिवे लावले होते, संध्याकाळच्या आरतीच्या वेळेस लावले असणार ना गावकऱ्यांनी, ते त्या तेवढाच प्रकाश होता. तर मी अतिशय घाबरली होती आणि मी देवाचं नामजप करत बसले हनुमान चालीसा बोलत होते, की लवकर येऊदे माझ्या दादाला आणि हो. इतकी घाबरली होती, म्हणजे काय करायचं, इतका काळोख आणि जंगली जनावरांचा आवाज येतोय, कोणीच नाही आणि थंडी. तर मग अर्धा अर्धा पाऊण तास झाला असेल आणि माझा दादा मग तिथे पोहोचला. आणि त्याच्यासोबत त्याच्या बाइकवर त्याचा मित्र पण होता. मग त्याने लगेच हॉर्न वाजवत आला तोही टी-टी-टी करून, की मी पोहचलो म्हणून. मग त्याला बघून मला असं वाटलं, की "हाशः पोहोचला खरा," मग त्याने पाहिलं की, इतकी घाबरलेली आहे ती.
हां, हां. हो. <chuckles> अ, हो ना. त्यात. हो. हां. <chuckles> पण मग अ, हं. हो, हो. अ, मग तुम्ही अ, तोपर्यंत म्हणजे आता अ, जसं असतं ना, की आपल्याकडे बघा महिलांसाठी हेल्पलाईन असते त्यावर तुम्ही कॉल करू शकता. मग अ, असं काही तुम्ही तेव्हा केलं का, की म्हणजे समजा जोपर्यंत दादा येतो आहे तरी पण तोपर्यंत असं सांगून ठेवावं जसं आपण म्हणतो ना, की एक बॅकअप प्लॅन, की त्याला नाही सापडलं किंवा नेटवर्कचं काही झालं तर मग असं काही केलं का तुम्ही? असा काही विचार आला का करायला?
हं, हं. हो, म्हणजे विचार तर मी केलाच होता, की जर का दादा तिथे 1 तासात पोहोचला नाही तर मग मी पोलिसांना फोन करेन किंवा जे असं वुमेन्स हेल्पलाईन असतं ना त्याच्यावर मी फोन करेन. पण नशीब माझं चांगलं, की दादा म्हणाला, की लाईव्ह लोकेशन ऑन आहे तुझं नेटवर्क आहे आणि मध्ये 1 दा 2 दा त्यांनी कॉल पण केला होता, की "तू ठीक आहेस ना? काही टेन्शन नाही आहे ना? मी पोहोचतोय मी ऑन द वे आहे." तर मी म्हणाली, "नाही काही टेन्शन नाही मी इथे आतमध्येच आहे आणि मंदिराचं दार मी बंद केलाय म्हणजे काही जंगली जनावरं वगैरे येणार नाही आतमध्ये." तर तो म्हणाला, अ, "चांगलं आहे ते तू केलंय ते" तर मग तो त्याच्या मित्रासोबत जेव्हा आला तर त्याने मला सांगितलं, की "आता तू माझ्या बाईकवर बस तू तुझी बाईक नको चालवू. अंधार आहे ना तू पडशील वगैरे. तू माझ्या बाईकवर बस आणि माझा मित्र तो बाईक चालवत आपण सोबत जाऊया." मी म्हटलं, आज बरं मला आता बाईक नको चालवायला याच्या तर मी बसली त्याच्यासोबत बाईकवर आणि मग आम्ही सुखरूप घरी पोहोचलो.
हां. हां. हां. हो, हो. वाह! छान. म्हणजे असं जरा ऐकून बरं वाटलं. कारण अशी परिस्थिती खरंच खूप अ, भीतीदायक म्हणजे रात्रीचा उशिराचा वेळ आणि असं जंगल आणि कोणीच नाही. म्हणजे अ, फारच अ, अ, तुम्हाला घरी गेल्यावर म्हणजे असं काय वाटलं? म्हणजे तुम्ही त्या परिस्थितीचा किंवा तुम जशी ती आली आणि अ, काय विचार करत होतात? म्हणजे काय मनस्थिती होती तुमची?
म्हणजे मी अतिशय घाबरले होते आणि मी घरी पोहोचली ना, तर आईने म्हणजे काही नाही बोलली तिने फक्त घट्ट मला मिठी मारली, की "काय ते तू हे केलंस आणि का गेलीस तिथे. आता पु पुन्हा कधी नको असं करू, जर तुला वेळ असं वेळ लागत असेल ना आणि असा काही पर प्रसंग झाला तर तू आम्हाला कॉल कर आम्ही येऊ तुला घ्यायला. पण तू असं वेड्यावाकड्या मार्गावर जाऊ नको."
हो, हो. तर.
कारण वेळ-काळ काय कोणाची सांगून येत नाही आणि अशा सुनसान रस्त्यावर गेलं तर काहीही होऊ शकतं. ते पण एकटी मुलगी रात्रीचे 10:00 वाजून गेल्यावर असे काळोखात अंधारात जंगलसारख्या एरियामध्ये जाणार तर ते किती म्हणजे रिस्की आहे ना.
बरोबर आहे. तर आहेच. बरोबर. आणि त्यांची चिंता ना
मग तिने खूपच समजवलं मला आणि मग मी म्हटलं, "ठीक आहे, मी नाही करणार असं पुन्हा."
हो, हो. त्यांची चिंताच तशी असते. मग अ, म्हणजे मग अ, तुम्ही एवढी मोठी घटना घडली, तर अ, त्याच्यातून तुम्ही काय शिकलात? की हे असं झालेलं आहे, तर म्हणजे थोडं आपण म्हणतो ना की त्या गोष्टीवर आपण एकदा विचार करतो किंवा पुन्हा काय नाही करायचं किंवा काय करायचं, अशा गोष्टींवरही आपण विचार करतो. तर अ, तुम्हाला काय असा अनुभव आला?
हो ना. म्हणजे मला असा अनुभव आला, की ह्यानंतर अशी परिस्थिती पुन्हा न यावी म्हणून आपण एक तर इतक्या उशिराबाहेर राहायचं नाही. लवकर घरी यायचं आणि अशा रस्त्यातून कधीच नाही जायचं, जो रस्ता आपल्या ओळखीचा नाही आहे. आपल्याला माहितीच नाही आहे की तो रस्ता कुठे जाणार, कसं जाणार आणि अनोळखी माणसांबरोबर तर त्यांचं फॉलो करून तर अजिबात नाही जायचं. आणि एकटाच जर का आपल्याला उशीर होत असला, आपल्याला माहितीये की उशीर होणार आहे, तर आपलं लाइव्ह लोकेशन पहिल्यापासूनच घरच्यांसोबत शेअर करायचं आणि त्यांना सांगायचं, की मी ह्या, ह्या मार्गावरून घरी येते आणि आपल्या सुरक्षेसाठी खासकर महिलांसाठी. आपल्यासोबत आपण अ, जसं का आजकाल भेटतात ना, पेपर स्प्रे भेटतो, मग एक एमर्जन्सी असते, शिटी ठेवायची. म्हणजे कुठे जर का काही अपघात झाला, आपण अडकलो, पडलो तर ती शिट्टी वाजवून आपण सिग्नल तरी देऊ शकतो.
हं. बरोबर. हां, हां. हां. हो, हो. हां, हां.
आणि जे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहेत ते आपल्या फोनमध्ये असले पाहिजे. जर का असं काही वाईट वेळ आली, तर लगेच पोलिसांना फोन करायचा किंवा वुमन्स हेल्पलाईनला कॉल करायचा. तर ही अशी छोटी-छोटी जर गोष्टी आपण आपल्या ध्यानात ठेवली ना, तर रात्री जर का आपण एखाद्या वेळी हरवलो तरी आपण सुरक्षित घरी पोहोचू शकतो.
अगदी बरोबर. नक्कीच, नक्कीच. म्हणजे अ, तुमचा अनुभव असा म्हणजे घटना खूपच अशी भीतीदायक वाटली आणि अगदी अ, चांगलं वाटलं, की तुम्ही सुरक्षित अगदी वेळेवर घरी पोहोचलात तुमच्या भावामुळे आणि त्याच्या मित्रामुळे म्हणजे आणि खरंच तुम्ही जे उपाय सांगितले, की अ, प्रत्येक मुलीने स्त्रीने म्हणजे पहिले तर जाऊच नये. तुम्ही बरोबर बोललात, की नाही जाऊ म्हणजे तुम्ही ट्रॅफिकमध्ये थांबलेलं चाललं असतं, अ, त्या साइडला जाण्यापेक्षा. आणि जर समजा असं काही झालंच तर बरोबर आहे. भरपूर आता म्हणजे अ, म्हणजे आपलं लाईव्ह लोकेशन आपलं तंत्रज्ञान आता खूपच पुढे गेलेलं आहे, की ते आपण आपल्या सुरक्षेसाठी नक्कीच वापरू शकतो. म्हणजे खरंच हा संवाद ऐकून अशा बऱ्याच गोष्टी मला पण म्हणजे शिकायला मिळाल्या. तर अ, तुमच्याशी हा संवाद साधून खरंच खूप छान वाटलं. धन्यवाद.
हं. हो ना. तुमचाही खूप-खूप धन्यवाद. मलाही खूप आनंद झाला तुमच्याशी बोलून.
हं, हं. धन्यवाद.